करियर निवडताना आपलं मन, आपली क्षमता आणि आपला मार्ग जितका महत्वाचा असतो ना, तितकंच घरच्यांचा विश्वास आणि अपेक्षाही महत्वाच्या असतात. तुम्ही मला सांगू शकता का की आई-वडिलांना करियरबद्दल साधारण कोणत्या अपेक्षा असतात?
सगळ्यात महत्वाचं म्हणेल ना मी तर अ, कोणत्याही आई-वडिलांना आपलं मूल हे आपल्यापेक्षा काकणभर तरी पुढे जावं, ही एक एक बेसिक अपेक्षा असते. सगळ्या आई-वडिलांची. मग अ, म्हणतात ना, अगदी कितीही श्रीमंत घरातला श्रीमंत पालक असू दे किंवा गरीब घरातला अगदी एक वेळच्या जेवणासाठी लढाई करणारा पॅरेंट असू दे. त्यांची जी काही अपेक्षा आहे, ती एवढीच आहे की आज जे मी काही भोगतोय किंवा जे मी कष्ट घेतोय, त्याच्यापेक्षा कमीत-कमी किंवा शून्य कष्ट माझ्या मुलाला किंवा मुलीला त्याच्या फ्युचरमध्ये पडावेत. आणि म्हणून त्यांचा सगळा अट्टाहास किंवा आटापिटा असतो.
हं. हं. नक्कीच. हं, हं, हं. हं. हं. हं. नक्कीच, नक्कीच. आपण अ, अगदी तुम्ही बरोबर म्हणताय. अ, तर मग एक अ, कधी-कधी टेन्शन पण असतं ना, आई-वडिलांना, की "अरे हा काय करेल? कसं करेल?" अ, म्हणजे अ, त्यांना छोट्या-छोट्या गोष्टीचंपण टेन्शन असतं, त्याचं करिअर तो कसा निवडेल? त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
बऱ्याच वेळेला ना, हे जे तुम्ही म्हणता आहे, टेन्शन, हे बऱ्याच वेळेला आपण एक म्हणतो ना, एक सोशल अ, जे एक्स्पेक्टेशन्स आहेत किंवा आपण असं म्हणतो ना, काही वेळेला की पीअर ग्रुपचा पण आपल्यावर प्रेशर असतं.
हं. हां, हां. हं, हं. हो, हो.
तर म्हणजे आता मा मी आहे, माझं लग्न झालं, माझी मुलं झाली, माझे माझी माझी जी काही भावंडं होती
हं. हं.
चुलत म्हणा, सख्खी म्हणा, त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं आहेत. आज त्यांची मुलं काय करत आहेत व माझ्या मुलांनी काय करायला पाहिजे, त्यांच्यापेक्षा माझी मुलं कशी सरस
हं. हं.
हे एक, एक वेगळ्याच पक प्रकारचं जे आहे ना, एक प्रेशर आई-वडिलांवर सामाजिक आणि कौटुंबिक लेव्हलवर तुम्हाला बघायला मिळेल. कारण जर
मग ते जो प्रेशर आहे, जसं तुम्ही बरोबर म्हणालात, की तो एक प्रेशरच असतो, की तुमचा मुलगा जास्त मार्क्स आणतो आहे, का माझा मुलगा आणतो आहे, कोण जास्त सक्सेस होत आहे. तर हा जो एक अ, प्रेशर आहे तो कसा हँडल करायचा एका आई-वडिलांनी?
बरोबर. हं. खरंतर कसं झालं आहे माहिती आहे, आपल्याकडे आपल्या समाजरचनेमध्ये ना, सध्या पर्सेंटेज, मार्क, मग नंतर एखादी जी काही तुम्ही, आपण म्हणतो ना, एखादी आपण अ, हे स्वीकारतो, शाखा स्वीकारतो. म्हणजे जसं अ, आर्ट्स-आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे. तशा प्रकारच्या शा कशा कशात गेला, म्हणजे सायन्सला गेला म्हणजे एकदम, एकदम मस्त छान. इंजिनिअरिंग गेला तर त्याहून छान. आणि डॉक्टर वगैरे करत असेल तर मेडिकलला वगैरे असेल त्यामुळे काय बघायलाच नको. म्हणजे हे जे स्टँडर्ड्स आहेत ना, ते कुठेतरी आपणच आपल्यासाठी आपण रेझ केले. आणि आता तर आपल्याच मुलांसाठी खूप मोठा असं म्हणेन, की सापळा झालेला आहे.
हं. हं. हं. हं, हं. हं. हो. हं, हं. हो.
कारण, जेव्हा समोरचा म्हणतो की "अरे, माझ्या मुलाला ना, 84% पडले.
नक्कीच. हं.
तेव्हा आपल्याला आनंद होतो. पण मनात मग गिल्ट का येते, की माझ्या मुलाला पण मिळायला पाहिजे तसं. किंवा माझ्या मुलाला मिळाले नाहीत. हे जे असं कुठे खदखद असते ना, मनामध्ये, ती खरी तर यायला नाही पाहिजे. तुम्ही का बरोबरी करताय? देवानी निर्माण करतांना म्हणतो ना, की चोच निर्माण करायच्या आधी त्याने चारा निर्माण केलेला आहे.
हं, हं, हं, हं. हो. हां. अगदी बरोबर.
मग जर तुमच्या तुमच्या पदरी मूल घातला आहे, तर त्या मुलाला पुढे जाऊन स्वतः साठी काय करायचं, काय नाही, यासाठी त्याने काही ना काहीतरी तरतूद नक्कीच केलेली.
हं. हं. हं. हो.
मग ती ओळखा. त्या मुलाचा कल ओळखा. "नाही, माझ्या बहिणींच्या मुलाने डॉक्टरेट केली, तो डॉक्टर झाला, म्हणजे तू पण डॉक्टरेट कर किंवा इंजिनिअरिंग कर. पण असं काहीतरी कर, की जेणेकरून आम्हालापण समाजामध्ये मान मिळेल. आमचीपण मान उंचावली जाईल." अहो, पण त्याच्या मानेचं काय?
हां. हं, हं, हं. नक्कीच. म्हणजे अ, कसे असतात ना, की काही अ, पेरेंट्स जे असतात ना, त्यांना असं वाटतं की इंजिनिअरिंग, डॉक्टर झाला म्हणजेच तो अ, सक्सेसफुल होईल. ते बिलकुल बघत नाही, की खरंच आपल्या मुलाची ती करण्याची इच्छा आहे का? आणि कधी-कधी असं पण होतं ना, की मुलं अ, काहीतरी वेगळं म्हणतात, त्यांची इच्छा काहीतरी वेगळं असते. आजकाल तर खूप सारे फील्ड्समध्ये पैसे कमवता येतात. पार्ट-टाईम जॉबमध्ये पण खूप पैसा भेटतो, जर काम केलं तर तसं. पण ते आई-वडिलांना, ते कसं असतं, स्वीकार नसतोय. त्यांना आवडत नसते. मग कसं कन्व्हीन्स करायचं त्यांना?
तुम्ही बरोबर. आता बघा आत्ताची जी सध्याची जी पिढी आहे ना. त्या पिढीला एक कानमंत्र मिळालेला आहे, की जर तुमच्याकडे स्किल असेल, तरच तुम्ही या जगामध्ये कुठेतरी राहू शकाल. स्वतःचं अस्तित्व बनवू शकाल आणि मग ज्या मळ मळलेल्या पायवाटा आहेत ना, डॉक्टर, इंजिनिअर किंवा एम-बी-ए आता ह्या पायवाटांवर जाण्यापेक्षा मुलं नवी स्वतःची पायवाट तयार करू पाहत आहेत.
हं. हां. हं. नक्कीच. हो. हं, हं. हां. अगदी बरोबर बोललात तुम्ही.
आपण अ, आता दिवाळीच्या दरम्यान, एक अ, असा तरुण माझ्या समोर आला. आम्ही खरंतर असं दिवाळीची खरेदी करत होतो. आणि त्याने एक छोटासा त्याचा स्टॉल लावला होता. अगदी फुटपाथच्या बाजूला आणि त्याच्यावर ना, सगळे अ, जे
हं. हं.
एक अ, जे ॲनिमेशन सीरियल आहे ॲनिमेशन आहे. त्याच्या सीरियलचे जे कॅरेक्टर्स असतात त्यांचे छोटे-छोटे बाहुले त्याच्याकडे होते.
हं, हं. हां. अरे वाह! हं.
आणि माझ्या माझ्याबरोबर जी माझी मुलं होती, त्यांनी ते ओळखले. "हे, हा बघ, हा जिजूसी कायझन मधला; अरे, हा बघ, हा नाकमोरा." म्हणजे त्यांना त्याची ओळख पटली आणि ते म्हणतात, "हां, हे बघ, ह्याच्याकडे मिळतंय, त्याला किती विचार." मग मी त्याला विचारलं की, "बाबा, हे काय, कसं, किती प्राईस वगैरे?" त्याने त्याची व्यवस्थित किंमत सांगितली. नंतर म्हणाला, "आता हे फक्त आम्ही डिस्प्लेला दिले आहेत, माझी स्वतःची एक वेबसाईट आहे आणि हा स्वतःचा माझा बिझनेस आहे, जिथे तुमच्या ऑर्डरनुसार कस्टमाइज्ड कॅरेक्टर्स तुम्हाला आम्ही थ्रीडी कॅरेक्टर बनवून देऊ."
हं. हं. ओके. अरे, <chuckles> बघा ना, म्हणजे
आता कस्टमाइज्ड थ्रीडी कॅरेक्टर बनवून देणं, हा पण एक बिझनेस आहे.
हं. हो ना.
ह्याची आमच्या पालकांपर्यंत तरी कधी माहिती नव्हती.
नाही, नक्कीच नाही.
आमच्या पालकांच्या समोर जर असं चित्र रेखाटत बसलं, तर त्यांना एकच वाटायचं, "चित्रकार होऊन तुझं पोट भरणार आहे का?"
हो, तेच.
पण आज तेच थ्रीडी पेंटिंगमध्ये जेव्हा कन्व्हर्ट झालंय
हं, हं, हं.
किंवा त्याला एवढा स्कोप आहे जगामध्ये. ही जी लॅक ऑफ इंन्फॉरमेशन असं म्हणतात ना, की माहितीची कमतरता. हा एक खूप मोठा शत्रू पालकांचा आहे, असं मला वाटतं.
नक्कीच. हो, हो. हं.
कारण एखादं मूल असेल ना, की ज्याला खूपसं असं अ, ड्रॉइंग करायला आवडत असेल किंवा एखादं वाद्य वाजवायला आवडत असेल, गायला आवडत असेल, नाचायला आवडत असेल
हं, हं. हां. हं.
पण तुम्ही ते ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यामध्ये त्याची कला बहरु द्या.
नक्कीच, नक्कीच. मग हे अ, आपण कसं कन्व्हिन्स त्यांना कसं करू शकतो? की मला ह्यातच आवड आहे, मला ह्यातच करियर करायचंय किंवा सध्या हे आपण ह्यातनं पण पैसा मिळवू शकतो. हे कसं आई-वडिलांना कन्व्हिन्स करायचं?
कारण आजचे जे जग आहे मध्यंतरी आहे ना मध्यंतरी एक छान चित्रपट येऊन गेला, "तारे जमीन पर."
हां, हां. न
त्याच्यामध्ये आमिर खानने जसं त्या वडिलांना समजावलंय ना, कारण तिथे ऑफकोर्स त्या मुलाचा एक वेगळा इश्यू आहे. त्याला नाही काही गोष्टी कळत आणि त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे. पण तो प्रॉब्लेम जोपर्यंत वडिलांना त्याच्या शूजमध्ये त्याने बसवलं नाही, तोपर्यंत कळला नाही. चाइनीज काहीतरी अ, प प्रॉडक्टचा ब बॉक्स घेऊन त्याने सांगितलं, "हे वाचून दाखव" ...वडील म्हणतायेत, "मला, हे वाचता येत नाही." ते म्हणाले, "आता तू नखरे करतोयस गपचूप वाच." "अरे! पण मला ही भाषाच माहिती नाही, मी कसं करू?" "आता तुला फटके पडतील हा, तू वाच."
हो. हं. हं. हं. हं.
तेव्हा जाऊन त्या वडिलांच्या डोक्यात प्रकाश पडला, की माझ्या मुलाला जे मी करायला सांगतोय, त्याचा ब्रेन ते ॲक्सेप्टच करत नाहीये. मग त्याला ते करू द्या, जे त्याचा ब्रेन ॲक्सेप्ट करतंय. तर हे त्या चित्रपटाने म्हणजे खरोखर एक वेगळ्याच प्रकारची क्रांती जी आहे आणि क असं म्हणेन मी क्रांतीपेक्षा जागरूकता पालकांमध्ये ती आणली.
हं, हं. हो. हं, हं, हं. हं.
आणि खरोखर त्यासाठी कधी-कधी असं वाटतं की चित्रपटांचे धन्यवाद द्यावेत. तुम्ही असं एवढे हो, ए एवढे सेन्सिटिव्ह विषय हाताळता. आणि ते हाताळलेलेच जे विषय तुम्हाला जगामध्ये अशा काही अ, पा मुलांना किंवा अशा काही पालकांना एवढा मदतीचा हात देऊन जातात की त्यांच्यात आयुष्य सुधारलंय.
बरोबर अगदी खरं आहे. <chuckles> हो ना, म्हणजे खरंच. हं. हं. हो, नक्कीच, नक्कीच. तुम्ही खूप छान अ, त्या मूव्हीचं उदाहरण दिलं. अ, कधी-कधी इतके पालक आहेत ना, ॲग्रेसिव्ह अ, बनतात ना, की हेच झालं पाहिजे, केलंच पाहिजे, तू इंजिनिअर झालाच पाहिजे कसंही करून. अ, मुलाची इच्छा नसते किंवा कधी-कधी तुम्ही म्हणजे त्या मुलांची प्रत्येकाची म अ, प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळी असते ना. आपण त्याला जबरदस्ती करतोय, अरे, त्याची क्षमता बघा, त्याची आवड बघा आणि मुलांवर ना, कुठेतरी असा मेंटली अ, त्याचा स्ट्रेस असतो आणि काही मुलं तर डिप्रेस्डमध्ये पण जातात. तर अ, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय विचार आहेत त्याबद्दल?
बरोबर. खरंतर हे फार चुकीचं आहे, कारण कसं आहे अ, जसं आपण म्हणतो ना, की माझं आयुष्य मी तुझ्यासाठी खर्ची घातलं
हं. हं.
पण खरंतर आपण कधीही आपलं आयुष्य कोणाहीसाठी खर्ची घालत नसतो. हो, आई-वडील आहेत, ते त्यांच्या परीने नक्की प्रयत्न करत असतात. पण ते एक अ, चूक करतात, की जे मी केलं नाही, ते माझ्या मुलाने केलं पाहिजे किंवा मुलींनी केलं पाहिजे. मी
अगदी बरोबर. हं. हो. हं, हं, हं, हं. म्हणजे ते त्यांना जमलं नाही, ते मुलांनी करून दाखवलं पाहिजे.
राइट, राइट. मग त्यावेळेला असं वाटतं, की अरे तुमचे जरा रिपोर्टस कार्ड काढून बघा ना, तुम्ही जुने, जर असतील तर. तुमचा मुलगा किंवा मुलगी जे आता अर्न करत आहेत मार्क्स, परसेंटेज, तेवढे तरी तुम्हाला होते का हो?
हं. हं. नक्कीच.
आणि जर तेवढे होते, कसं असतं एक म्हण आहे, "आडात असेलतर पोहऱ्यात येतं."
हं.
म्हणजे आडातच नाही आहे, तर पोहऱ्यात येणार कुठून?
100% बरोबर.
मग ही अवाजवी अपेक्षा कशाला? त्यापेक्षा देवाने त्याला काहीतरी चांगलं शिकवलं असेल किंवा एखादं चांगलं स्किल दिलं असेल, ती कला असेल त्याच्यामध्ये कौशल्य असेल, त्याला उभारी द्या, त्याच्यामध्ये त्याचं नाव कमवू द्या.
हम्म.
याचा एक ना, छान किस्सा आपले अ, आय थिंक अ, एक मराठी ॲक्टर आहेत. त्यांनी सांगितला होता. त्यांना म्हणजे मराठी नाटक, सिनेमा हे करायची खूप इच्छा होती. पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं "तू डॉक्टरेट करायचीस. आपल्या घराची शिस्त आहे, प्रत्येक मुलगा हा डॉक्टर होतो. तेव्हा तूही डॉक्टर झाला पाहिजेस. त्याच ते झाल्यानंतर काय ते आपण बघू. नंतर तुला सूट आहे तुझं, तुझं ठरवायची." आणि फक्त ह्याच्यासाठी त्यांनी डॉक्टरेट केली. डॉक्टर झाले. पण दवाखान्यात बसण्यापेक्षा त्यांनी ती पदवी घेऊन त्यांच्या आई-वडिलांच्या हातात दिली "धरा, मी आज डॉक्टर झालो आणि ह्याच्यापुढे मी माझ्या मर्जीचा मालक आहे, माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मी करतो." आणि आज ते एक खूप मराठी चित्रपटांमध्ये किंवा सीरियल्समध्ये म्हणा किंवा नाटकांमध्येपेक्षा एक खूप चांगल्या प्रतीचे आणि उंचीचे एक असे अ, ॲक्टर, दिग्दर्शक वगैरे मानले जातात. ते
हं. हां. हं. हं, हं, हं. हां. <chuckles> हं. हं, हं, हं. बघा ना, म्हणजे मला इथेच एक खरंच प्रश्न विचारायचा आहे, की त्यांनी आई-वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी डॉक्टरचा अभ्यास केला, इतकी मेहनत घेतली, डॉक्टरची पदवी मिळवली. पण त्यांनी ॲट द एन्ड तेच केले, की ज्यात त्यांची आवड होती. आणि त्यात त्यांना नाव पण मिळवलं. खूप सफल पण झाले. जर हेच जर त्यांनी अ, म्हणते ना, की जर त्यांनी त्यांची आवड जी आहे अ, त्या मार्गेनं जर ते गेले नसते. जर त्यांनी डॉक्टरच, म्हणतात ना, ते एवढं शिकलो एवढं हे, मेहनत घेतली. तर मी डॉक्टरच पर्सिव्ह केलं असतं, तर कदाचित, ते एवढे आज म्हणजे नावाने मोठे हे झालेच नसते.
हं, हं. केला. हो. बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर तेवढं, कसं आहे, जेव्हा एखादी तुमच्या आवडीची गोष्ट तुम्ही करियर म्हणून स्वीकारता, तेव्हा त्याच्यातून, भलेही तुम्हाला पैसा कमी मिळो, पण जे समाधान मिळतं ना, ते पैशापेक्षा आणि आनंदापेक्षा खूप मोठं आहे.
हं. हं. नक्कीच, हो ना.
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा ते समाधान गरजेचं आहे. म्हणजे रात्री झोपताना मी काहीतरी माझं केलं, हा जो आनंद आहे, तो इतर कशातच मिळू शकत नाही. आणि मग आपण म्हणतो, की "मला हे करायचंय, ते करायचंय," त्यापेक्षा ना, तुम्ही तुमच्या मुलांशी बोला. बाहेर पालक काय करतात, की "तेरे बेटे ने क्या किया?" "तुमच्या मुलीने ह्याला ॲडमिशन घेतलंय का?" अहो हे विचारण्यापेक्षा जरा मुलांना विचारा, की "बाळा किंवा दी ताई, दीदी, तुला कुठल्या ह्याच्यात जायचंय? बाळ तू मला सांग तुला जे करायचंय आपण तसं करूया." मग त्याच्यात रुची घ्या, "ती मुलं तुमच्या बाजूने बोलायला लागतील."
अगदी बरोबर. हो. हं. नक्कीच. हो ना.
त्यांच्या कलेने, त्यांच्या आवडींनी घेतलं तर. नाहीतर फक्त अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर लादून, ती कोवळी खांदी कधीही तुटून पडतील ना, त्याचा तुम्हाला नेमही लागणार नाही.
नाही, नाही. खरंच अ, तुम्ही एकदम अ, बरोबर म्हणलात आणि अ, मलाही ते पटलं
त्यामुळे आजच्या जगात कारण खूप गरजेचं आहे आता.
की अ, आई-वडिलांनी आहे ना, मुलांचा मुलांची आवडही जोपासली पाहिजेल. त्यांची कशात आवड आहे किंवा त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना जे करायचंय, अ, ते करू दिलं पाहिजे. असं नाही की अ, बाकीची मुलं काय करत आहेत? त्यांच्याबरोबर तुलना ही कधीच अ, केली नाही पाहिजे. तुम्ही छा खूप छान पद्धतीने तुमचे विचार मांडले, खूप छान उदाहरण देऊन तुम्ही सांगितलं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद!
बरोबर. धन्यवाद!